कधी-कधी काय होतं ना की आपण कुठल्या प्रवासाला निघालो असणार आणि त्याच्यासाठी आपण विमान किंवा ट्रेनची बुकिंग केलेली असते आणि ते मिस होतं. तर असं तुमच्यासोबत कधी घडलेलं आहे का?
हो. हो. नक्कीच. म्हणजे एकदा काय झालेलं की, माझं माझ्या ऑफिसचे लोकेशन अ, आपल्या भारतामध्ये खूप वेगळ्या-वेगळ्या शहरांमध्ये आहेत. तर मला एकदा दिल्लीचं जे आमचं ऑफिस आहे, तर तिथे मला बोलावलं होतं. आणि त्यासाठी मला पुण्यावरून जायचं होतं. आणि त्या मग मी अ, आधीच अ, ट्रेन बुक वगैरे सगळी केलेली होती. आणि तिकीटच कन्फर्मेशन सुद्धा मला मिळालं होतं. की ही ट्रेन आणि मला साधारण आठवतंय की ती ट्रेन सकाळी 10 वाजताची होती. मग आणि पण मी स आत्ता मुंबईमध्ये राहत असल्यामुळे मला पहिले मुंबई ते पुणे असा प्रवास पहिले करायचा होता. आणि मग त्यानंतर मग ती ट्रेन पकडून दिल्लीला जायचं होतं. पण मग काय झालं की, अ, मी सकाळी तर उठलो होतो व्यवस्थित. ज्या म्हणजे 6 वाजता वगैरे. <sighs> पण मग अ, अ, मी बाय रोड गेलेलो. अ, बसनी गेलेलो, तर अ, काय झालं? की आम्हाला रस्त्यामध्ये खूपच ट्रॅफिक लागली. आणि मग एवढी ट्रॅफिक लागली की मला त्या अ, ट्रेनचा जो प्लॅटफॉर्म असतो पुण्याचा तिथपर्यंत पोहोचता सुद्धा आलं नाही. कारण आम्ही जसं-जसं जात होतो मुंबई ते पुणे. तर आम्हाला रस्त्यामध्ये काय झालं? की एक अपघात झालेला होता. त्यामुळे काय झालं की खूपच अ, गर्दी झालेली त्या हायवेवर आणि पोलीस यंत्रणा वगैरे सगळेच म्हणजे मदत तर करत होते. पण मग अ, एक साइडच असते ना रोडची, तर ती एकच बाजू अ, रोडची चालू होती. त्यामुळे जाणाऱ्या गाड्या आणि येणाऱ्या गाड्या अशा खूपच म्हणजे हळू-हळू चालत होत्या. आणि मग अ, त्यामुळे पुण्याला मला अ, पोहचायलाच उशीर झाला मुळात. आणि मग माझी ट्रेन तर म्हणजे निघूनच गेलेली होती तोपर्यंत. तर मग असं काहीसं माझ्यासोबत घडलेलं तेव्हा.
हं. हं, हं, हं, हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. अरे, बापरे! बरोबर. हं. हं. बापरे! हं, हं, हं, हं. बरोबर. मग ते तुमच्यासोबत जेव्हा घडलं. तुमची ट्रेन मिस झाली आणि तुम्ही एवढ्या अडचणी पार करून पोहोचले. जेमतेम तुम्ही त्या स्टेशनपर्यंत पोहोचले आणि तुम्हाला कळलं की अरे यार! आता ट्रेन तर मिस झाली. मग तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? की तुम्ही परत पुन्हा एक नवीन टिकेट घेतलं? किंवा पुढच्या प्रवासासाठी दुसरा दिवस ठरवला आणि दुसऱ्या किंवा दुसरा माध्यमचं चयन केलं की बाय प्लेन आपण जायला पाहिजे किंवा बाय रोड जायला जायला पाहिजे हं.
हो. बरोबर. गेली, हो. पहिली नाही. हो, हो, नक हो, तेच, तेच. तर मी तर काही म्हणजे दुसऱ्या दिवसाची वाट बघितली नव्हती. अ, मी काय केलं? म्हणजे ट्रेनचं तर पूर्ण तिकीट घेतलंच नाही कारण मला त्याच दिवशी दिल्लीला पोहोचणं खूप गरजेचं होतं कारण माझं ऑफिसचं काम होतं तिथे. तर मग मी काय केलं की अ, मी मोबाईलवर चेक केलं की आत्ता कोणती पुढची फ्लाइट आहे? कोणतं विमान आहे पुढचं? तर मग मी बघितलं तर माझं नशीब एवढं चांगलं होतं की दुपारी एक साधारण मला आठवतंय की 2 वाजताची वगैरे ती अ, फ्लाइट होती आणि पुण्याचं जे रेल्वे स्टेशन आहे, तेथून विमानतळ असं काही खूप जास्त लांब नाही आहे. साधारणतः एक अ, 40 मिनिटे वगैरे ते लागतात फक्त. मग मी काय केलं? अ, एकतर माझी ट्रेन मिस झाली होती. तर सुरुवातीला खरं सांगायचं, तर मी थोडाफार पॅनिक झालेलोच होतो. असं काही झालं नाही असं काही म्हणजे असं काही नव्हतं की मला काही होतच नाही आहे तर पॅनिक तर झालेलंच होतो. ते तर खूप साहजिकच होतं माझ्यासाठी. कारण मला काही असं कुठे फिरायला जायचं नव्हतं किंवा असं सहज मी जाणार नव्हतो. माझं ऑफिसचं काम होतं. अगदी बरोबर, त्यामुळे पॅनिक खूप झालेलो. पण मग जसं मला कळालं की, अ, आपल्याकडे दुसरे पण पर्याय आहेत. जसे की विमानाने जाऊ शकतो. मग मी मोबाईलवर चेक केल्यानंतर मग ते थोडंफार माझं पॅनिक वाटत होतं मला, ते कमी झालं आणि मग मी, काही नाही मग मी प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशनवरून अ, विमानतळाकडे गेलो साधारण मला अ, तेव्हा 40-45 मिनिटे लागले असतील. मग तिथे गेल्यावर काही नाही माझं अ, विमानाचं तिकीट तर मी कन्फर्म केलेलंच होतं मोबाईलवरून. मग तिकडे गेल्यावर सगळ्या ज्या आपल्याला विमानाच्या आधी बसायच्या अ, विमानामध्ये बसण्याच्या आधी ज्या काही प्रक्रिया असतात. तर मग काय व्यवस्थित हो, चेकइन्स वगैरे. तर ते अतिशय व्यवस्थितपणे मग पार पडलं. मग तिथे माझ्याकडे बराच वेळ होता कारण माझी दुपारची अ, 2ची फ्लाइट होती ती. तर माझ्याकडे साधारण मला आठवतंय. 1 1 तासापेक्षा तर जास्त वेळ होताच माझ्याकडे. मग तिथे मी बसलो. थोडंफार तिथे मग अ, कोल्ड ड्रिंक्स घेतले आणि अ, थोडंफार एक अ, जेवणही केलं. जास्त नाही केलं कारण मला विमानात बसायचं होतं. तर पण मग मी असा थोडा रिलॅक्स झालो, शांत झालो आणि मग बऱ्यापैकी मला जे टेन्शन आलं होतं की मी पोहोचेल का नाही? किंवा मला उशीर होईल का? माझं ऑफिसचं काम अ, मिस तर नाही होणार? तर अशाशा गोष्टी होत्या त्या मग अ, त्या विमानामुळे माझ्या अ, सॉल्व्ह झाल्या होत्या.
हं. बरोबर. हं. हं. बरोबर, हं. हं. बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच, हो. हं. बरोबर तुम्ही कामानिमित्त जात होते? हो. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. चेकिंग्स असतात, बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. बरोबर, हो. हं. नक्कीच, नक्कीच. म्हणजे तुम्ही अ, त्या टायमाला घाबरून न जाता एक दुसरं अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय राहू शकतं. त्याच्या तुम्ही शोधात लागले आणि निश्चितपणे तुम्ही विमानाचं तिकीट बुक केलं त्याला कन्फर्म केलं. आणि ते कन्फर्म झाल्यावरती तुम्ही विमानतळावरती पोहोचले त्यांची जी प्रोसीज प्रोसेसेस होते चेक इन करण्याच्या त्या फॉलो केल्या आणि तुम्ही, अ, तिथं 1 तासा पहि 1 तासापर्यंतचा साधारणतः तुमच्याकडे टाईम अजून उर्वरित पडलेला होता, की जेव्हा ते फ्लाइट टेक ऑफ करणार होते. बरोबर. पण अ, काय असतं ना, की त्या टाईमादरम्यान, की तुमच्या ऑफिसतर्फे काहीतरी कन्फर्मेशनचा कॉल आला असेल, की "तू निघालेला आहे का? की तुझं काय अडचण आहे, की तू अजूनपर्यंत पोहोचला नाही." तर असं काही तुमच्यासोबत घडलं होतं, की कोणी तुमच्यासोबत ऑफिसमधला व्यक्ती कॉन्टॅक्टमध्ये होता सतत.
हो. बरोबर. हो, हो. बरोबर. अगदी व्यवस्थितपणे. हो. हो, हो, हो. बरोबर आहे. अगदी खरं आहे. हो, हो. हो. आला होता ना. हो. बरोबर. नक्कीच. हो. ऑफिसमधलं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं, तर माझं मॅनेजर जे आहेत माझे जे मॅनेजर, तर तेच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि ते कंटिन्यू मला अ, म्हणजे विचारत होते, की "आत्ता कुठे आहे? मुंबईवरून निघाला का? पुण्याला पुण्याची ट्रेन मिळाली का?" पण मग जेव्हा त्यांना मी सांगितलं, की अ, ट्रॅफिकच्या कारणास्तव माझी जी ट्रेन आहे पुण्यावरून निघणारी तर ती मिस झाली आहे. मग ते पण थोडे त्यांना पण थोडं टेन्शन आलं कारण साहजिकच आहे, ऑफिसचं काम आम्हाला करायचं होतं. आणि त्यांनाही तिथे माझी गरज होती दिल्लीला. तर मग तेही अ, थोडे अ, टेन्शनमध्ये आले आणि मग त्याच टेन्शनच्या भरात अ, आपण म्हणतो ना, की मॅनेजरची सुद्धा एक जबाबदारी असते, की अ, त्यांचे जे एम्प्लॉयी आहेत त्यांच्याकडून त्यांना काम करून घ्यायचं असतं, तर मग थोडंफार अ, मग त्यांनी माझ्यावर थोडा दबाव आणला, की "तुला आज काही करून यावंच लागेल आणि आपलं काम खूप महत्त्वाचं आहे. आजच्या आजच ते झालं पाहिजे." मग अ, अशा प्रकारचा दबाव तर मला आला होता. आणि त्याचदरम्यान अ, मला माझ्या आईचे आईचे सुद्धा फोन यायला लागले होते, की अ, "कुठे तू? तुला ट्रेन मिळाली का वगैरे?" मग मी आईलाही सांगितलं होतं, की "माझ्यासोबत असं-असं झालंय, मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो." मग आपण म्हणतो ना, की आई तर खूपच भावनिक असते तिला तर खूपच जास्त तर टेन्शन आलं होतं, की अरे बापरे! ह्याला तर आता कसं काम करणार? ह्याला कामामध्ये तर काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना. तर असं बरंच तिलाही खूप टेन्शन आलं होतं. पण मग अ, जसं तुम्हाला सांगितलं, की अ, मी मोबाईलवर चेक केलं, की अ, फ्लाइट आहे का नाही. तर मग ते कळाल्यावर मी या दोघांनाही सम अ, सांगितलं लगेच, की "अ, दुपारी 2 वाजताचं विमान आहे, तर मग काही काळजी करू नका, मी तिथे पोहोचतोच" असं मी माझ्या मॅनेजरला तर सांगितलंच होतं. मग तसेच आईलाही फोन करून सांगितलं, की "अ, काळजी करण्याचं काही कारण नाही. माझी 2 वाजताचं विमान आहे आणि मी व्यवस्थितपणे आजच्या आज अ, दिल्लीला पोहोचू शकतोय." आणि हे सांगत असतानाच आईनी काळजीपोटी मला, अ, सांगितलंच होतं, की "अ, 2 वाजता तर विमान आहे. तर तोपर्यंत तू अ, काहीतरी खाऊन घे. अ, तुला परत भूक लागेल, परत वेळ मिळणार नाही." तर अशा प्रकारचं आमचं जे बोलणं आहे ह्याच्यामध्ये झालं होतं. तर अ, हो तुम्ही जसं म्हणालात, की अ, काही प्रेशर आलं होतं का? काही दबाव आला होता का? तर नक्कीच माझ्या कामाच्या ठिकाणावरून माझ्या मॅनेजरकडून जास्त नाही. पण तेवढाच एक दबाव होता, की आजच्याच आपल्याला एक काम करायचंय आणि तुला इथे दिल्लीला पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर एवढं साधारण अ, दबाव आला होता आणि आईची अ, काळजी सुद्धा त्याच्यामध्ये होती त्या प्रवासामध्ये असं मला तुम्हाला सांगायचं आहे. हो.
हं. बरोबर. हं. हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हं. बरं, बरं. हो. हं, हं, हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. हं, हं, हं, हं. हं. बरोबर, हो, नक्कीच. तर मग काय होतं की असं, जे प्रवास होता त्याच्यामधनं आपल्याला प्रत्येक प्रवासामधनं काहीतरी नवीन आपल्याला शिकायला भेटतं. तर मग तुम्ही दर प्रवासानंतर काय नवीन-नवीन गोष्टी शिकता, की तुम्ही स्वतःमध्ये तो बदलाव आणता की नाही? आपल्याला जर त्या जागेवरती पोहोचायचं असेल, तर आपल्याला साधारणतः जर एवढे सगळे प्रॉब्लेम्समध्ये जरी आले, तरी आपण टायमावरती तिथे पोहोचू. तर मग काय तुमची त्याच्यासाठी प्लॅनिंग असते? किंवा काय तुम्ही सोय लावून ठेवता हं.
हो, हो. हो. बरोबर आहे. हो, आता मग काय झालंय हां. तर आता बघा ना, मी या प्रवासामध्ये माझी ट्रेन पुण्यावरून 10 वाजता होती. आणि मी मुंबईवरून सकाळी निघालोय म्हणजे 6-7 वाजता. तर मग तिथे मी थोडा सुद्धा असा गॅप ठेवला नाही असं माझ्या तेव्हा लक्षात नव्हतं की आपल्याला इथे ट्रॅफिक लागू शकतं. मला थोडं आदल्या दिवशी जायला पाहिजे. आधीच्या दिवशीच तिथे पुण्यामध्ये हजर पाहिजे किंवा रात्रीपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. जेणेकरून माझी सकाळची जी ट्रेन आहे किंवा सकाळचा जो प्रवास करायचाय मला तर तो अतिशय व्यवस्थित, शांतपणे, सुरक्षितपणे मला करता येईल. पण मग या प्रवासात मी जी ही चूक केली होती, की खूपच म्हणजे थोडं सुद्धा आपण म्हणतो ना वेळ ठेवलीच नव्हती मी. अगदी अ, 6 6 ते 9:30 पर्यंत पुणे हो.
बरोबर. हं. हं. बरोबर. हं. हं. हं. बरोबर, हो, हो. म्हणजे अगदी अ, कटोकट तुम्ही चालत होता टायमाशी?
बरोबर मग ही चूक माझी झालेली होती. तर मग या प्रवासानंतर माझा जो दृष्टिकोन आहे प्रवासाकडे बघण्याचा तो अगदी म्हणजे बदलूनच गेला, असं मी म्हणू शकतो. जसं की अ, मी आता काय करतो मला जर ट्रेननी किंवा बसनी अ, सकाळी जायचं असेल 7-8 वाजता तर त्या, त्या शहरामध्ये किंवा त्या गावामध्ये त्या ठिकाणी मी रात्रीच तिथे येऊन जातो. म्हणजे जेणेकरून काय होतं की मला फक्त सकाळी उठायचंय, थोडंफार आवरायचंय आणि प्रवासाला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारची काळजी घेतो. आणि त्याच्यानंतर मग काय करतो, की आजकाल आपण बघतो, की आपल्या मोबाईलवर Google मॅप्स सुद्धा आहेत. तर या मॅप्सवर आपण जर आपलं अ, कुठे जायचं, जिथे जायचं, तिथं ते स्थळ टाकलं, डेस्टिनेशन टाकलं, तर आपल्याला साधारणपणे ते किलोमीटर तर दाखवतंच त्याबरोबरच एक संभाव्य आपला जो वेळ आहे, किती वेळ लागणार आहे आपल्याला तिथे जायला. तर तेही तिथे दाखवत नाही का? तर मग त्याच्यामुळे मी आजकाल हे Google मॅप्स वगैरे खूप युज करतो आणि त्या Google मॅप्सवर तर मी एक निरीक्षण केलंय, की तिथे आजकाल ट्रॅफिक आणि कुठे ॲक्सिडेंट झाला असेल किंवा कुठे पूरजन्य परिस्थिती असेल तर तेही तिथे दिसतं. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला म्हणजे आधीच तयारी करता येते, आधीच आपल्याला बघता येतं की आपण किती लवकर निघालं पाहिजे. तर या प्रकारची तयारी.
हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं, हं, हं. हो नक्कीच, दिसतात बरोबर. आणि त्याच्यामुळे ते आपल्याला अल्टरनेट रूट्स ही दाखवत असतं.
दाखवत असतं. अगदी खरंय. मग ह्या अशा जे आपलं जे आपलं जे ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आहे. हे जे नवीन तंत्रज्ञान आलंय मोबाईलमध्ये. तर मग याचा वापर मी अगदी अ, सर्रास सुरू केला त्या प्रवासानंतर. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की अ, म्हणजे कुठेही जायचं असेल. तर मग मानसिक माझी तयारी झालेलीच असते, की हा ह्याला इथे इतका वेळ लागणार आहे आणि मग मी इथे ह्या गोष्टी करू शकतो आणि मग माझा प्रवास सुरू करू शकतो. मग त्यामुळे काय होतं की अ, पॅनिक होत नाही मी किंवा अजून, म्हणजे कुठल्याच समस्या येत नाही असं मला अ, थोडक्यात म्हणजे सांगावंसं वाटतं की म्हणजे समस्या येतच नाहीत. आली तरी मग ती खूपच म्हणतो ना, आपण लास्ट मुव्हमेंट किंवा इमर्जन्सी तर ती तेवढी फक्त राहते. पण ह्याच्या साधारण समस्या आहेत जसं की ट्रॅफिक वगैरे, तर या, या गोष्टींना मला समोर असं जायची गरज नाही पडत. तर हा खरंच एक खूप मोठा लेसन किंवा हा खूप मोठा एक धडा अ, मी या प्रवासातून घेतला होता.
हो. हं. हं. हं. बरोबर. नक्कीच, नक्कीच, म्हणजे तुम्ही अगदी सु अ, सुंदररीत्या सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने असे प्रसंग जर तुमच्या जीवनात आले, तर त्यानंतर तुमची तयारी काय असते, तुम्ही कशा पद्धतीने तुमचं नियोजन करता. पण मग आता तुम्ही जे नवीन लोक आहेत किंवा त्या लोकांना सांग काय सांगणार की आपण काय-काय गोष्टी आपल्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत एखाद्या अ, जे प्रवासामध्ये, जेव्हा जेणेकरून आपली ट्रेन मिस होणार नाही, विमान मिस होणार नाही?
बरोबर. हो. बरोबर. तर मला असं सांगावंसं वाटतं की बघा आता हे प्रवास आपण म्हणतो की अ, 3 प्रकारचे अ, साधारणतः म्हणजे आपण करत असतो एक तर, बाय ट्रेन, बाय बस आणि बाय फ्लाइट असे 3 प्रकारचे असतात. तर मग आपण जर विमान प्रवास घेतला विमानाचा. तर साधारणतः आपण बघतो, की विमान कंपन्या तर सांगतात की सांगतातच की तुम्ही 2 तास अ, आधी इथे या. जेणेकरून काय होईल की तुम्हाला जी काही आम, प्रक्रिया करायची जी काय तुम्हाला चेक इन्सच्या ज्या गोष्टी आहेत. तर हे अगदी व्यवस्थितपणे पार पाडतील, पार पडतील. तर मला असं त्यांना सांगावंसं वाटतं की अ, तुम्ही खरंच तिथे 2 तास म्हणजे 2 तास आधीच पोहोचलं पाहिजे. जेणेकरून काहीही समस्या आली किंवा त्यांच्या प् प्रक्रियेमध्ये काही बिघाड झाला किंवा तुमचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, तर तेही व्यवस्थितपणे हाताळता येईल. आणि जसे की आपण ट्रेन्स म्हणतो ट्रेन्स म्हणतो. तर ट्रेनसुद्धा आपण ट्रेन प्लॅटफॉर्मवर जाताना, आपण सुरुवातीला बाय रोडच जातो, त्या स्टेशनपर्यंत तरी. तर मग ट्रॅफिक बघण्यासाठी तुम्ही Google मॅप्स वगैरे वापरा. आणि जर तुम्ही बाय रोड, बसने वगैरे जात असाल तर मग आधीच साधारण किती वेळ लागणार आहे? किंवा तिकडे काही अजून दुसरी पूरजन्य परिस्थिती किंवा काही ॲक्सिडेंट झालाय का? अ, किंवा काही दुसरा रोड दाखवतेय का? तर मग स्वतःची किंवा कार असेल, तर मग तुम्ही ते दुसरा मार्ग निवडून अ, जाऊ शकता. तर अशा प्रकारच्या टिप्स फॉलो करू शकतात ते.
हं. हो, नक्कीच हो. बरोबर. हं. बरोबर, हो. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. हं. नक्कीच-नक्कीच. म्हणजे तुम्ही अगदी सोप्या आणि सरळरीत्या मला समजून दिलं, की जर मी पुढची माझी कुठली ट्रिप प्लॅन करेल तर तिच्यामध्ये मी काय गोष्टीची दक्षता घेतली पाहिजेल. आणि किती सहजरीत्या आणि किती सुंदररीत्या माझी ती, अ, त्या गोष्टी, अ, ट्रिप प्लॅन करू शकतो. विमान आणि ट्रेनच्या द्वारे जेणेकरून ते मिस होणार नाही. यासाठी आपले खूप-खूप आभार. आणि धन्यवाद. मला आपल्याशी बोलून फार आनंद झाला.
हो. बरोबर. बरोबर. हो. मलाही तुमच्याशी हो. धन्यवाद.